तर अ, मग अ, माझं असं म्हणणं होतं की आपण तुम्ही काय सांगाल, की 10-12 वर्षापूर्वी ह्या गोष्टींमध्ये त्याचं प्रमाण किती होतं आणि आत्ता ह्या गोष्टींचं प्रमाण किती झालं आहे आणि याचा जो परिणाम आहे तो एक समाजावरती म्हणा, एक अं अं, मोठ्या पातळीवरती कसा होऊ शकतो? काय होऊ शकतो? काय वाटतं तुम्हाला?
हो, हो, हो. हो, नक्कीच बघा ना आता अ, की की साधारण 10-12 वर्षांपूर्वी अ, नेटचा इतका विस्तार झालेला नव्हता, काहीतरी लिमिटेशन्स होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आळा घातलेला होता. अ, नेटच्या प्रतिबंधाने पण आता सर्रास नेट वापरला जात आहे. त्यामुळे जेव्हा बघावं तेव्हा लोक Instagram, Facebook या सगळ्या जे ॲप आहे, Twitter आहे अ, बाकीचे सगळे त्यावर सर्रासपणे पडलेले असतात. आणि या गोष्टींचा समाजावर फार अ, अं, प्रभाव पडतोय आणि निगेटिव्हली प्रभाव पडतोय. कारण, की सगळ्यांची मानसिकता बदलत चाललेली आहे आणि त्या मानसिकतेमुळे कसं होतंय ना, की मुला-मुलींचं जे आयुष्य आहे ना ते धोक्यात येत आहे. की काहीतरी गोष्टी उगाचच करायच्या आणि नंतर त्या अ, गोष्टींना काही अर्थही राहत नाही आणि आयुष्यही बरबाद होतात. मग अशामुळे मला असंच सांगणं आहे ना, की जे-जे पालक आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांकडे ह्या सगळ्या गोष्टी करतानाच लक्ष दिलं पाहिजे.
बरोबर. <coughs> नाही, बरोबर आहे. तुमच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. आणि जे पण तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे सांगितलं, की कशाप्रकारे अ, आपण ह्या गोष्टीला एकच योग्य आहे किंवा वाईट आहे ए असं नाही ठरू शकत. परंतु या गोष्टीने माणसाने काळजीपूर्वक असलं पाहिजे. स मर्यादा वगैरे त्या पाळल्या पाहिजे. आणि
हो, हो.
छ म्हणजे छान झालं आपलं कन्व्हर्सेशन. भेटून आनंद झाला.
हो.